अ, नाही आम्ही तसं उद्योग करत नाही जेवणाचं म्हणतात ना, अ, चव बिघडायचं काम करत नाही. हां म्हणजे असं होतं ना की कधी-कधी अ, पैसे वाचवण्यासाठी आम्ही जुगाड काय करतो, की जसं भाज्यांचा वापर कमीत कमी. जसं भाज्या खूप महाग येतात नाही का. तर अ, भाज्या आम्ही काय करतो जसं सुकवून वापरतो. जसं कोथिंबीर असेल कोथिंबीर खूप महाग होती नाही का? तर अ, त्या कोथिंबीरला काय करतो आम्ही वाळवून ठेवतो उन्हाळ्यातच खूप सारी कोथिंबीर. त्याने काय होतं ना की अ, ती कोथिंबीर वाळलेली असेल ना आम्ही ती वापरू शकतो कधीही. आणि मेथीची मेथीची भाजी असती बघा. मेथी जेव्हा स्वस्त असते ₹10, ला ₹5, ला ₹8 ला गड्डी भेटते. त्यावेळेस आम्ही काय करतो अ, जास्त प्रमाणात त्याला घेतो. त्याला अ, ओव्हन वगैरेमध्ये डिहायड्रेशन करून घेतो. या उन्हात सुकवून घेतो आणि त्याला साठवून ठेवतो आणि जेव्हा पण आम्ही त्यात पाणी वगैरे टाकून <chuckles> बनवतो ना, ती भाजी तशीच टाकते थोडं उन्नीस बीस होतं. पण ते म्हणतात ना स्वस्तात स्वस्त चांगला जुगाड म्हणजे कडधान्य वापरतात.
<chuckles> <chuckles> अगदी बरो हं. हां, हो. हां, हां. अरे वाह. हं, हं. नक्कीच. हो ना, खूप महाग आहे. अरे, वा! हं. हो ना. अग हो. खूप स्वस्त आहे. हं, हं. हां, हां. हं, हं, हं. हां, हां. हं, हं. नक्कीच, <chuckles> नक्कीच. नक्कीच, नक्कीच. कारण हां कारण आपण टाकून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग करता आला पाहिजे. नक्कीच अ, आपण खूप छान सांगितलं की खरंच अ, आपण जे वेस्ट करण्यापासून त्याच्यापासून बेस्ट कसे करताचे हे आपण खूप छान सांगितलं.
हां. हां म्हणजे ही चांगली पद्धत आहे. हां, पैसे वाचणारेच आहे. जसं परतलेला भात. आता मला सांगा अ, कधी-कधी म्हणतात ना असं खायचा कंटाळा येतो रात्रीचं हलकं खं खावं लागतं. तर त्यावेळेस काय करतो ना अ, भात उकडला त्याला मस्तपैकी परतला वगैरे मसाला वगैरे टाकला. तिथे पण भाजी वाचली ना, तिथे पण पैसे वाचले, कमी खर्च झाला ते आणि पोट पण भरतं आणि स्वादिष्ट लागतं ते, चविष्ट लागतं. तर ती एक गोष्ट झाली.
हां. हो. हो. <chuckles> नक्कीच, नक्कीच. हो, अगदी बरोबर, आहे ना. नक्कीच, नक्कीच. मला वाटतंय हं, तर मला वाटतंय की आपण अ, भारतीयांच्या घरात कुठेतरी खर्च वाचवायचा हा उपाय विचारला की सगळ्यांचे डोळे <chuckles> कुठे ना कुठेतरी ऐकतच असतात. तर ती अशी कुठली भाजीमध्ये पाणी आपण मिसळतात किंवा मग अशी कोणती भाजी त्यामध्ये आपण जरा खर्च कमी झा व्हावा म्हणून त्याचा उपाय करतात. अशी एखादी भाजी सांग
हां. आणि हां. बघा आता मिसळ आल मिसळ. मिसळमध्ये आम्ही काय करतो ना, मस्तपैकी त तर्री वाढवतो. तर्री वाढवली तर ते खायला भारी लागतं आणि तिथं पण पैसे वाचतात. हां, म्हणजे भारी आहे कसं जास्त रस्सा-रस्सा लावून खाऊ शकतो नाही का? आणि जास्त करून काय करतो, अ, आम्ही काय केलंय अ, रेफ्रिज अ, ...रेटर पण आहे आमच्या घरात. त्यामध्ये काही काही भाज्या आहेत ना खूप दिवस टिकतात. अ, बनवून ठेवल्या तरी. नाही का. असं बिर्याणी बनवली, तर अ, ती म्हणतात ना आ 10-15 दिवस तिला काही होणार नाही एवढं थंड टेम्परेचरमध्ये. तर ते पण एक पैसे वाचून आपण करू शकतो. पण ते एक अनहेल्दी पण होतं. पण काय आहे की अ, पैसे कमी वाचवायचं म्हटलं, तर डाळ असेल डाळमध्ये पाणी थोडंसं अ, हे करा. जास्त घट्ट करू नका म्हणजे तिथे पण एक किंमत वाचल हां, उपाय केल्याशिवाय काही होत नाही नाही का. आणि ते केलं पाहिजे.
हं. हां, हां. <chuckles> अरे वाह! <chuckles> खूप अजब हं. हो, अगदी बरोबर आहे. हं, हं. हां. अच्छा, हं. हं. हं. हं, हं. नक्कीच, नक्कीच. हो ना काहीतरी उपाय करावे लागतील. हो ना. नक्कीच. तर अ, हं. तर मला वाटतं, की आपण तुमच्या घरात अशी एखादी खास अ, बजेट डीश कोणती आहे, की जी तुमच्या सगळ्यांनाच घरी आवडते?

हां, बजेट डिश म्हटला ना, सगळ्यात भारी तर डाळ ढोकळी. हां, चकोल्या पण म्हणतात त्याला तर चकोल्या हे सगळ्यात चांगली लागते एकदम म्हणतात ना, अ, हेल्दी आणि जसं त्याला काय करतात पिठं वगैरे असतात म्हणून चपात्यासारखं लाटून घ्यायचं त्याला कट करायचं आणि त्याला मग वरणामध्ये मस्तपैकी म्हणतात ना, अ, वरणाला तडका वगैरे दिला आणि त्यात अ, अदरक लसूण वगैरे टाकलं मस्तपैकी त्या तडक्यामध्ये ते वरणाच जे डा अ, चकोल्या होतात ना, ते एवढं वाढ लागतात ना, खायला की म्हणजे तुमचं बघा ना, गॅस वाचतो. एकाच ह्याच्यात तुम्हाला बनवायचंय. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला भाजी बनवायची गरज नाही, भात बनवायची गरज नाही, वरण बनवायची वेगळी गरज नाही. तुम्ही एका ह्याच्यातच चपाती भाजी सगळं टेस्ट करून एकदम मोकळं. आहाहाहा! स्वाद आला तो
एक हां. डाळ ढोकली, अच्छा. हो, अगदी बरोबर आहे. हां. हां, हो. हं. हं. अगदी बरोबर आहे. अरे वाह! <chuckles> हं. हां, हो. हं, हं. अरे, वाह! खूपच अ, नाही खरंच अ, ही रेसिपी मला नवीनच ऐकायला मिळाली ऐकून खूप छान वाटलं परंतु आपण अ, आपल्या जीवनामध्ये खूप काटकसर करीत असतो तर आपण घरी परंतु काय होते की एखाद्या वेळेस आपल्या घरी पाहुणे येतात आणि आपले बजेट तरी कुठे ना कुठे तरी कमी असते तेव्हा त्यांच्यासाठी रॉयल मेनू तुम्ही स्वस्तामध्ये मस्त कसं हाताळतात ह्याबद्दल एकादा आपला अनुभव?
हां, हां, हां. हां, हां. अ, पाहुण्यांसाठी मस्तपैकी काय करतो आम्ही डोकं लावतो. अ, जसं की त्यांना चांगलं वाटलं पाहिजे चपाती खायला घालू शकत नाही मग चपातीच्या जागी पुऱ्या बनवून टाकायच्या, हां, ते स्वस्तात काम निपटलं. पुरीसोबत काही बटाट्याची विटाट्याची भाजी म्हणजे त्यांना स्पेशल वाटते, की पुरी-भाजी वाटलं की एक स्पेशल झालं नाही का? आणि दुधापासून एखादी खीर वगैरे बनवून टाकायची मस्तपैकी अ, म्हणतात ना, खीर कसं एकदम अ, तांदुळाची बनवतो आम्ही. तर तांदूळ तर घरात असतातच, तर स्वस्तच झालं ते. आणि त्यात थोडंसं नाही का खसखस वगैरे ते थोडंफार टाकायचं नाही का चारळी वगैरे मस्तपैकी
<chuckles> अरे वाह! अरे, हां, अगदी बरोबर आहे. नक अरे वाह! अच्छा. हं, हं, हं. हं, अरे वाह! हं. हं, आता तुम्ही ते तांदूळ खीर म्हणलात त्याबद्दल ते खीर कशी स्वस्तात अ, बनते ह्याबद्दल एखादा कसं सांगा?
अ, बघा दूध असतं त्यात थोडंसं पाणी वगैरे ॲड करतोच आपण, तर ते दुधामध्ये ना, जेव्हा आपण तांदूळ टाकतो तेव्हा ते थिकनेस येतं हां, घट्ट होतं ते अ, म्हणजे नुसतं अ, दुधाची खीर दिली तर ते शेवया वगैरे ते महाग पडतं. तर त्यामध्ये आपण अ, तांदूळ वगैरे टाकलं अ, तर त्यामध्ये घट्टपणा येतो. आणि खायला पण चांगलं राहती. पौष्टिक असती. आणि थोडंसं तूप वगैरे टाकून दिलं ना, मस्त आहे त्यामध्ये तर अजून भारी चव लागते. समोरच्याला काय वाटतं अरे, आपल्याला तर पंचपक्वान्नच भेटलय, खीर भेटली आहे, डाळ भेटली आहे आहा! आणि ते म्हणतात ना, थोडंसं पापड वगैरे पण द्यायचं बनवून. हां, म्हणजे त्याला वाटतं की हा एकदम रॉयल थाली लोकांच्या हिशोबाने पूरी स्पेशल गोष्टीलाच बनते. है ना. <chuckles> रोज-रोज नाही बनवत पुऱ्या आपण.
हं. हां, हां. अच्छा हं, हं, बरोबर हं. हो अगदी बरोबर आहे. हं. नक्कीच घट्टपणा येतो. हं. हो. <chuckles> अच्छा. हो खूप रॉयल आहे बर नक्कीच, नक्की. हो, हो. हो ना, अगदी बरोबर आहे. का

अ, आम्ही काय करतो ना आम्ही सगळं लॉटमध्ये खरीदतो शक्यतो नाही का, म्हणजे असं अ, किराणा वगैरे असतो ना तर होलसेल बाजारातला एकदम जास्त याच्यात घेतलं ना तर स्वस्त भेटतं आता मिरची पावडर घ्यायला गेलं, तर आम्हाला एक ट्रिक माहिती आहे की मिरची पावडर घ्यायचं म्हटलं, तर अ, तुम्ही 50 ग्रॅमचं पॅकेट घ्यायला गेलं छटाकचं, तर ते थोडं अ, ₹35 ला वगैरे भेटतं हां. आता पस्तीस रुपये ला, 50 ग्रॅम झालं, तर 100 ग्रॅम झालं ₹70 ला 1 किलो झालं ₹700 ला ठीक आहे. तर आम्ही काय करतो ना की डायरेक्ट अ, किलोमध्ये मिरची डायरेक्ट अ, कुटून घेतो. ते आम्हाला पडतं तीनशे चारशे रुपये ला. म्हणजे आम्ही त्यामध्ये कमीत कमी म्हणतात ना ₹300-₹400 वाचवले. जे आम्ही म्हणतात ना अ, शॉर्टकटमध्ये खरडायचा प्रयत्न केला. तर तिथे आम्ही पैसे वाचायचा प्रयत्न करतो आणि काय आहे ना अ, आमच्यात कसं आहे की अ, लोक काय करतात की काही गोष्टी फेकून देतात. आम्ही तसं नाही करत. आमच्या घरी आम्ही चांगलं पौष्टिक जेवण आणि पैसे वाचवण्यासाठी म्हटलं ना, तर आम्ही आता चपाती उरल्यात रात्रीच्या तर त्याला खाकऱ्या बनवून टाकणार. तर ते <chuckles> हे म्हणतात ना खाकऱ्या असल एक दोन महिने चालतं खराब नाही होत ते. आणि ते पौष्टिक असतं ना अ, शरीरासाठी ताकद असतं त्याला गरम शेकून-शेकून बनवतो आम्ही. तर जेणेकरून अ, शरीरासाठी ताकदवर असतं, जसं आम्ही अजून एक राब बनवतो राब. अ, राब अ, म्हणतात ना एक अ, अ, आ पिठापासूनच बनवतो त्याला मस्तपैकी दूध वगैरे टाकून नाही का अ, शिजवून बनवतो. ते पण खायला खूप पौष्टिक आणि हेल्दी असतं. तर अशा कमी खर्चात होतं ते.
हं, हं. हं, हं. हो. अगदी बरोबर आहे. <chuckles> हो, हो. 9 अगदी महाग भेटतं. हो. हं, हं. हो, हो. अगदी बरोबर आहे. हं. नक्कीच, नक्की. नक्कीच. हो, हो. हं, हं. हं, हं. अरे वाह! हं, हं. हं. अरे बाप रे! हो ना, बरोबर आहे, अगदी बरोबर. नाही, नाही. अगदी बरोबर आहे. हं. हो ना. बरोबर आहे. <chuckles> नक्कीच. हं, हां. हो. हां, हां. <chuckles> नक्कीच अ, मला वाटतंय की हां. मला वाटतंय की कमी पैशात प्युवर आनंद पाहिजे <chuckles> म्हटलं तर मग दही, भात आणि अ, लोणचं तर एकदम राजा माणूसच कुठेतरी असतो. तर आपण <chuckles>
<chuckles> अन हां. ते कमी खर्चात नाही होत, लोणचं वगैरे महाग असतं. पण आ अ, कसं आहे एक कमी खर्चात म्हटलं तर अ, ह्याच गोष्टी जुगाड. म्हणजे भाजीपासून वाचतं ना? मला सांगा पीठ असतंच आपल्याकडं. तर मी तुम्हाला म्हणलं गट्टेची सब्जी बनवा. त्याच्यामध्ये काय झालं आपलं पीठ वाचलं है ना. आता खाकऱ्या झालं तर मग खाकऱ्या नाश्त्यामध्ये खाऊ शकतो. तर ते पण नाश्त्याचा म्हणजे म्हणतात ना पोहेचा खर्च झाला, काय झाला, तो वाचतो. म्हणजे पोहे आता त्याला कांदा आला, काही लोक टमाटो टाकतात, काही लोक बटाटा टाकतात, काही शेंगदाणा टाकतात. तर त्या गोष्टी नाश्त्यामध्ये असे अ, जर स्नॅक्स बनवले तर ते हेल्दीपण असतात आणि कमी खर्चातले पण असतात. है ना.
<chuckles> हो, हो. <chuckles> नक्कीच, नक्कीच, नक्कीच. हो, हो. नक्कीच. हो ना. हं. हं. हो. हो, हो. अ, नक्कीच. हं, मला वाटतंय की पाककलेचा जुगाड अ, हे आपल्या भारतात कुठेतरी अधिकृत रहस्यत आहे ना. कारण दुधात पाणी आपण टाकतो, सांबरामध्ये बटाट्याची कुठेतरी वाढ करतो. आणि शेवटी कौतुक म्हणजे वाह! कारण आपण अ, नवीन काहीतरी असं केलेलं आहे का, का एखादी गोष्ट?
हां, हां. हं, हं, हं, हं, हं.

हो ना. अ, ज मला वाटतंय, की शाळेतल्या अ, डब्यामधली सध्या जेवणाची चव अजून का वेगळी लागते ह्याबद्दल तुमचं काय म्हणलं आहे की कारण आपण ज्यावेळेस लहान होतो, त्यावेळेस आपल्याला अ, स्वस्तामध्ये मस्त डब्बा दिला जात होता परंतु त्याची चव कुठेतरी वेगळी होती. पण आजकाल शाळेतले डब्बे खूप असे युनिक दिल्या जातात. तर अ, आपल्याला काय वाटते, की शाळेतल्या डब्यातली सध्या जेवणाची चव अजून का वेगळी लागते आपल्याला?
हां, हां. अ, बघा शाळेतल्या डब्याची जेवणाची चव आता मला माहीत नाही बाकीच्यांचं काय आहे? काही प्रत्येकांचं वेगवेगळं असतं. आता माझे मित्र काही गरीब आहेत. पैसे किमत वाचवण्यासाठी त्यांच्या डब्यात काय असायचं की चटणी मसाला पण घेऊन यायचे ते. हां आणि त्यासोबत ते मिठासोबत चपाती खाणारे लोकं आहेत. हां, तर ते काय असतं की अ, म्हणतात ना एखादा अ, चपातीला मस्तपैकी मधी शाळेच्या डब्यामध्ये अ, भाजी भरली अन् त्याचा रोल बनवला ना तर नक्कीच काहीतरी युनिक होतं आणि खायला पण चांगलं वाटतं. म्हणजे नुसतं भाजी चपाती खायचं म्हटलं ना, तर पोरं जरा नाक मु मुरडतात. पण त्यांना थोडंसं चाट मसाला वगैरे टाकला, एखादं श्वास वगैरे थोडंसं लावलं आणि त्याला भाजी टाकून रोल केला, तर ते त्यांना खायला आवडतं आणि स्वस्तामध्ये काम होतं, नाही का. कारण की आपण किंमत पैसे वाचून नका, जेवण झालं पाहिजे आपलं आणि पैसे वाचले तर नक्कीच ते आपल्याला कुठं ना कुठं कामाला येणार आहेत आणि आम्ही तेच अ, प्रयत्न करतो आमच्या मुलांनासुद्धा की हा त्यांना काहीतरी पौष्टिक भेटलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यात कमी खर्चात त्यांना बनलं पाहिजे.
<chuckles> <chuckles> हां, हो. बरोबर आहे, हं. अगदी बरोबर आहे. <chuckles> नक्कीच आपण शाळेमधली बऱ्याच वेळा खिचडी सुद्धा देखील खात होतोच फार आवडी <chuckles> हां, हं. अच्छा. <chuckles> अरे वाह! <chuckles> <chuckles> अच्छा. हं, हं. काहीतरी युनिक, हां. <chuckles> अगदी बरोबर आहे. हो ना. क नक्कीच, नक्कीच, नक्कीच. नक्क <chuckles> हो, अगदी बरोबर आहे ना, कुठेतरी पौष्टिक आणि आपला खर्च देखील कुठेतरी अ, कमी वाटला पाहिजे. कारण आपण ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस आपण आवडीनं शाळेमधली खिचडी खात होतो किंवा बऱ्याच वेळेस आपल्या घरची अ, परिस्थिती अशी नव्हती त्यावेळेस आपण अ, की डब्बा नेत असो चांगला तर मला वाटते की कुठेतरी त्यामध्ये बी आनंद फार होता आपल्याला.
हां, हां, हां. हां, हां, हां, हां, हां. हां, ते होताच. आता कसं आहे, आजकाल अ, आनंद राहतोच फक्त आपण एवढंच आहे, की कमी खर्चात चांगलं जेवण बनवायचं आता पण खायचं अ, तो आनंद परत मिळवायचा. जसं की म्हणतात ना उपीट झालं, हां मिसळपाव झालं, पोहे झालं सकाळी-सकाळी. हां, पौष्टिक पण आहे पोहेमध्ये खूप साऱ्या फायबर आहे आणि ते स्वस्त पण आहे आणि म्हणत ना ₹60-₹70 किलो आहे आणि ते भिजवून ते चांगलं मोठं होतं आणि त्यात कांदे वगैरे टाकून त्याची क्वांटिटी वाढवता येते आणि अ, शरीरासाठी चांगलं आहे. तर असंच आपण अ, मला वाटतं, कमीत कमी खर्चात अ, पौष्टिक आहार करावा, बाहेरचं नाही खावं, पैसे वाचवावेत पैसे खूप कामाला येतात. बाकी काही नाही अ, चांगलं वाटलं मला तुम्हाला अ, बोलून भेटून. <chuckles>
<chuckles> हो. हं. अगदी बरोबर आहे. हो, अगदी बरोबर आहे, पौष्टिक बी आणि स्वस्त बी, हो ना. अगदी बरोबर आहे. हां, हो. अगदी बरोबर आहे. <chuckles> हो, हो. नक्कीच, नक्कीच. नक्क नक्कीच नक्कीच मला देखील असंच वाटतंय, की शेवटी पैसा कमी जास्त कुठे ना कुठेतरी असतो. पण जी घरातली मजा किंवा गोडे आणि जे जुगार असतात ना, हे खरंच कुठेतरी भारतीय स्वयंपाक घराला अ, जास्त स्वस्तात, स्वादिष्ट आणि घरगुती अं, पदार्थात कुठेतरी वेगळीच गंमत असते. तर मला वाटतं हेच आपल्याला कुठेतरी हसण्याचे कारण बनतात तर अ, छान वाटलं आपल्याशी बोलून चालेल भेटू पुन्हा.
हां हां. हां, नक्कीच जुगाड कामात येतात. हां, हां, हां, हां, हां, हां. हो, नक्कीच. मला हो, हो, नक्कीच. हो, मला सुद्धा खूप छान वाटलं. धन्यवाद पुन्हा भेटू.
अ, ठीक आहे चालेल.